घर खरेदी करणं किंवा भाड राहणं. हे मला असं वाटतं ना, की एखाद्याची पर्सनल चॉईस असते. आणि म्हण ज्या नोकरीवर, त्यांच्या लाईफस्टाईलवर डिपेंड करतं नाही का? सांगा ना, की तुम्हाला काय वाटतं? की एखाद्याने घर खरेदी करावं की भाड्यावर राहावं? हे लांब पल्ल्यात कसं काय आपण ठरवू शकतो? हयावर काहीतरी अशी माहिती द्याल का तुम्ही?
हं. बरोबर. हं. हो नक्कीच ना, म्हणजे काय आहे, की प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीनुसार तो निर्णय घेत असतो त्याच्या जीवनामध्ये. आणि त्या निर्णयांनी त्याचं पुढचं भवितव्य ठरत असतं.
हो ना. बरोबर.
तर अ, प्रत्येक व्यक्तीही ठरवतो आणि त्याची इच्छाही असते, की आपण जीवनात आलेलो आहे, तर आपलं एक तरी निदान स्वतःचं घर असावं. आणि आपण त्याच्यामध्ये आनंदाने राहावं.
हो.
तर प्रत्येक व्यक्ती काय करतो, की तो संघर्ष करत असतो, पैसे जोडत असतो, स्वतःचं घर घेण्यासाठी. त्या सरव्या गोष्टी करण्यासाठी ज्या अ, आपल्यासोबत राहतील आणि आपण पुढच्या पिढीला देऊ शकू. तर यासाठी.
बरोबर. हं. हो ना.
तर मग घर खरेदी करणं आहे ना, त्या लोकांसाठी अगदी चांगलं आहे, की ज्यांची जी लाईफस्टाईल आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी अगदी कंट्रोल्ड आहे. कारण की काही व्यक्तींना कसं होतं ना, की लाईफस्टाईल एकदम हायफाय आणि त्यानंतर, जेव्हा ते घर घेतात किंवा असे म्हणजे सगळ्या गोष्टी करतात आणि त्यांना तो ईएमआय येतो, महिन्याला-महिन्याला. मग त्यानंतर आहे ना, ते बोर होऊन जातात, की ईएमआय द्यायचा आहे, त्यानंतर त्यांच्याकडे तेवढे पैसे उरत नाही आणि त्यातल्या त्यात मग ते, कसं होतं ना, की जीवनाचा आनंद कसा घ्यायचा? मग ते पैसे कसे आपण फ्लेक्स आणि त्या पैशांमुळे आपण फ्लेक्सिबल नव्हतो आपल्याला अटी-तटीचाच संसार करावा लागतो त्यानंतर. कारण की घर घेणं, म्हणजे खूप मोठा विषय असतो ना, की आपल्याला पहिले पैसे गोळा करणे आहे, त्यानंतर लोन घेणं आहे, ईएमआयज मन्थ अ, टाइम टू टाइम पे करणं आहे. तर हा बजेटपण आपल्याला बघून चालावा लागतो.
हं. हां. हो. हो ना. बरोबर. हो ना. हं. हे तर आहेच. मग मला असं सांगा ना, की तुमच्यासाठी लांब पल्ला म्हणजे, किती वर्ष तुम्ही मानतात? 5, 10, 15 वर्ष? किती वर्षांचं हे आपलं गोल असलं पाहिजे? आणि मग त्यानुसार आपण वेळापत्रक कसं काय तयारी करायचं? की घर खरेदी करण्यासाठी आपण कोणत्या वस्तूंचं वस्तूंवर लक्ष ठेवायचं की कशी काय प्लॅनिंग करायची? हे तुम्ही सांगाल का?
हं. हं. हं. बघा ना, आपण आपल्याला जर घर खरेदी करायचं असेल, तर आपल्याकडे आहे ना, आजपासनं 10 वर्षाची प्लॅनिंग असणे गरजेचं आहे. कारण की आपल्याला आजपासनं जर आज मी लोन घेतो आहे, कर्ज घेतो आहे आणि त्याचे ईएमआय जर पुढचे 10 वर्ष चालणार असेल. तर मग मला त्याची प्लॅनिंग स्वतःची करून ठेवणे गरजेचं आहे, कारण की काय अस मग त्या प्लॅनिंग केली त्यानंतर मग आपण त्या प्लॅनिंगमध्ये स्वतःला टाकू शकतो. ते बजेटिंग आपण बनवू शकतो आणि मग त्याच्याने आपल्याला कळतं की माझ्यासाठी घर घेणं सोयीस्कर आहे की नाही? <swallows> ते एस्टिमेटेड माझी त्या <swallows> अ, 10 वर्षांमध्ये माझी इन्कम वाढणार आहे, माझी पगार वाढणार आहे की नाही? त्या <swallows> त्या रेट ने. कारण की आपण जेव्हा घर घेतो आपले ईएमआय फिक्स असतात, बरोबर? की 10 वर्षासाठी एवढा-एवढा, अमुक-अमुक. समजा तुमचा 15000चा ईएमआय फिक्स आहे. 1000000चं तुम्ही कर्ज घेतलं तर त्यासाठी. मग प्रत्येक महिन्याला तुमच्याकडे ₹15000 कसे येणारे आहेत? ते 80 अ, 84
अच्छा. हं. हं. हं, हं. बरोबर. हां. हो ना. हं.
अं, महिने, जे तुम्हाला आता येणारे म्हणजे 120 महिने सॉरी, 120 महिने तुम्हाला कसं ते 15 हजार रुपये मॅनेज करायचे प्रत्येक महिन्याला, याचं बजेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याचा बजेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या पूर्ण 10 वर्षांसाठी. जेणेकरून मग तुम्हाला ते सोयीस्कर पडणार आहे. नाहीतर काही लोकं काय करतात, की आजच्या, चा अ, आजच्या त्यांच्या गुडविलच्या बेसिस वरती ना, ते पुढ भविष्याचा निर्णय घेऊन घेतात आणि मग काहीतरी अडचण मध्येच काहीतरी अडचण आली, की मग त्यांचा पूर्ण तो प्लॅन अ, म्हणजे हादडून जातो, त्यांना आणि मग त्यानंतर ते अडचणीत येऊन जातात. म्हणून व्यक्तींनी विचार करायचा ना, तो दीर्घकालीन विचार करायचा, भविष्यात येणारे संकटं, आपल्याला अपॉर्च्युनिटीज याचा विचार करून मग पुढचा निर्णय घ्यायचा असतो आपल्याला घराचा.
हो ना. हं. हो, हो, ते तर आहे. हो ना, ते तर आहे. बरोबर, मग मला एक सांगा ना, की म्हणजे आपण आर्थिक बाबी जे असतात ना, म्हणजे कर्ज झालं डाउन पेमेंट किंवा मासिक ई-एम-आय जसं आता तुम्ही सांगितलं, ते आपण कसं काय प्लॅन करू शकतो? म्हणजे साध्या मार्गांनी आपल्यासाठी अ, समजेल असं काहीतरी तुम्ही उपाय सांगू शकता का?
हं. हं. बरोबर. हो नक्कीच. बघा, जर तुम्ही एखादं घर घ्यायला जात असणार आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने आता प सगळ्यांचं चॉईस वेगळी असते, सगळ्यांचा बजेट वेगळा असतो, रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या असतात. तर मग साधारणतः आहे ना प्रत्येक व्यक्तीसाठी, कुठल्याही प्रकारचे त्याचे रिक्वायरमेंट्स असू दे, तरी तरी, त्याच्यासाठी एक जनरलाइज माझ्याकडे फॉर्म्युला आहे की तो फॉर्म्युला वापरून त्यांनी घर खरेदी केलं पाहिजेल. 20% टक्के हो, 20% टक्के तुम्ही डाउन पेमेंट केलं पाहिजेल तुमच्या घराचं. त्यानंतर, उर्वरित जे ऐंश अ, म्हणजे 80% टक्के आहे. ह्याच्यावरती तुम्ही लोन करा, आणि ते लोनचं जे टेन्युअर आहे ते 10 वर्षाच्या आत ठेवा किंवा 10 वर्ष ठेवा, कारण की 10 वर्ष जर तुम्ही ओलांडलं ना पुढे तर ते कसं असतं ते? अ, आपण सांगतो ना, की कंपाउंड इंटरेस्ट.
हो ना. अच्छा, ते काय? ओके. हं. अच्छा. हां, बरं. हं.
संकल्पना असते.
बरं.
बरोबर. कंपाउंड इंटरेस्ट आणि आपल्याला बँक जी इंटरेस्ट देते, ती त्याच पद्धतीने लावलेलं असतं, जेणेकरून तुम्ही ते अ, 10 वर्षानंतर ते जे कर्ज तुम्ही घेतलेलं आहे, हे डबल व्हायला सुरुवात होते. समजा जर तुम्ही पन्नास लाखाचं घर घेतलं असेल, तर साधारणतः तुम्ही 20 वर्षाचा कालावधी जर मागितला असेल, तर ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही ₹75 लाख तिथं भरणार आहात.
हां. अच्छा! हं. हं. अच्छा, एवढं का?
हो. म्हणजे ₹25 लाख तुम्ही पे करणार आहे. तुम्ही जर तुमची प्रिन्सिपल अमाउंट कमी ठेवली ई-एम-आय मध्ये, तर मग तुम्ही काय केलं पाहिजे? 10 वर्षाचा प्लॅन केला पाहिजे. त्यानंतर 10 वर्षामध्ये तुम्ही किती भरणार? ₹50 लाख असेल, तर पन्नासचे तुमचे ₹55 लाख होतील, ₹58 लाख होतील, एवढेच होतील. एवढाच फरक पडतो 10 वर्षामध्ये.
हं. अच्छा. हं. बरं. हं, हां. बरं.
मग तशा पद्धतीने तुमचा ई-एम-आय बसणार. मग ई-एम-आय आता त्या पद्धतीने बसलेला आहे, तर मग तुम्हाला तुमची प्लॅनिंग करायची, की माझ्याकडे एवढा पैसा येतोय का? हा पैसा आला, त्यानंतर माझ्या जीवनावरती याचा काही प्रभाव पडतोय का? की मी आज जसं जीवन जगतोय, याच्यामध्ये काहीतरी कमतरता येणार असेल, किंवा मला अडचणी येणार असतील, कारण की एवढ्या 10 वर्षामध्ये आपल्याला मेडिकल इमर्जन्सीही येऊ शकते, बरोबर? घरात काही प्रो हं.
बरं. हां. अच्छा. हं. हो ना. मग मला असं विचारायचं आहे की अशा कालावधीत जर का आपल्याला नोकरी किंवा आपल्या व्यवसायात काही अडचणी आले, किंवा काही अनिश्चितता आली, मग त्यावेळेला आपण कसं काय प्लॅन करायचं? म्हणजे भाड्यावर राहून तर फ्लेक्सिबिलिटी असते ना आपल्याला.
हं. हं. हो.
तर मग ही गोष्टींचं अ, बद्दल काय सांगाल तुम्ही? कसं काय प्लॅन करायचं? क, हे अडथळे आले तर काय करायचं?
बघा, असे जर काही अडथळे आपल्या जीवनामध्ये आले ना, तर मग त्या टाईमाला आपण अ, म्हणजे आपल्यासाठी एक अ, पोस्ट ऑफिस जी आहे आपली भारत पोस्ट, याच्यामध्ये ₹500 एक इन्शुरन्स येतो हेल्थ इन्शुरन्स. आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे इन्शुरन्स आहेत, जे खूप स्वस्त आहेत. तर अशा पद्धतीचे इन्शुरन्स आपण काढून ठेवले पाहिजे. अगदी फॅशनेबल आणि मोठे-मोठे इन्शुरन्स काढण्याची काही गरज नाही. इथं तुम्हाला अ, ₹500 भरून, ₹3,00,000 कव्हर भेटून जातं. तर तुम्हाला काही झालं तर इन केस म्हणजे तुमच्याकडे ₹3,00,000 कव्हर तुमच्याकडे अव्हेलेबल आहे. तर असे स्वस्त आणि अ, मस्त असे तुम्ही इन्शुरन्स करून घेतले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला धाक राहणार नाही, येणारे पुढचे 10 वर्ष.
हां, हां. अच्छा. हां. अच्छा. नाही. हे इन्शुरन्स कशाचं म्हणतात आहे तुम्ही?
हे लाईफ इन्शुरन्स. हं. लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स जे येतं हं.
ला नाही. लाईफ इन्शुरन्सचं ठीक आहे. मी त्याचं नाही विचारत आहे, मी विचारते की आता जर का तुम्ही म्हटलं की घर खरेदी करायचं आणि त्याचे ईएमआय वगैरे असतात ना, तर अ, जर का एखाद्याला, म्हणजे नोकरी त्याची स्टेबल नसली, की आज नोकरी आहे, उद्या नाही आहे असं असलं. तर मग त्यावेळेस मग घर घ्यायचा विचार करायचा का? की मग भाड्यावर राहायचं ते जास्त चांगलं?
हं. हं. बरोबर. बरोबर, ज्या व्यक्तीच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी नाही, की त्याला माहिती नाही, की उद्या आपली नोकरी राहणार आहे की नाही. तर त्यानी ना भाड्याच्या घर प्रिफर करणं गरजेचं आहे. कारण की मोठा आपण कमिटेड होऊन जातो त्या एका गोष्टीला, त्या अ, घराला, की 10 वर्ष आपल्याला यायच्यामध्ये पैसे टाकायचेच आहे, आपल्याला ई ईएमआय भरायचाच आहे. तर म्हणून आपण असा जर असेल आपली परिस्थिती तर आपण तेव्हा घर घेणं प्लॅन नाही करायला पाहिजे. आपण भाड्याच्याच घरात राहायला पाहिजे आणि मग त्याच्यानुसार कसं आहे, की तुमची जॉब गेली, तर तुम्ही जे हाय रेंटच्या घरात राहताय, ते सोडून तुम्ही लो रेंटच्या घरात येऊ शकता.
हां. हां, तेच ना. हो. हो ना. हं. हो ना.
बरोबर, तर मग तेव्हा तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी असते, चिंता नसते, की आपल्याला काय आता कसं करावं लागेल. कारण की मग व्यक्ती विचार विचारांमध्ये असतो ना, की जर मी घर घेऊन घेतलंय आणि त्याचा ईएमआय, नेक्स्ट मंथचा ईएमआय भरायचा आहे तर मग तो कसं काय भरेल? याचे प्रश्न निर्माण होऊन जातात आणि जर का कुठल्या व्यक्तीने असं करूनच घेतलेलं आहे तर त्यांनी अ, जेव्हा त्याची जॉब जाते, ते त्याच्या अ, 20 दिवसाच्या आत बँकेत जाऊन एक अर्ज द्यायचा, की माझं येणारे पुढचे इन्स्टॉलमेंट, हे मी पे करू शकत नाही. कारण की माझी जॉब गेलेला आहे. तर मा त्यांच्याकडनं मुदत मागायची आपण, की एवढ्या-एवढ्या अ, दिवसांमध्ये मी नवीन काहीतरी अ, माझा व्यवसाय किंवा जॉब चालू होईल, तेव्हा मी माझी परत सुरुवात करणार आहे. म्हणजे तुम्हाला आ हे अ, आपल्या याच्या लॉमध्ये आहे, ही प्रोव्हिजन आपल्याला दिलेली.
हो, बरोबर. हं. हो. हं, हं. अच्छा. बरं. हे तर चांगलंच आहे.
तर त्या हो, तर त्या पद्धतीने मग अ, काय होतं, बाकीचे लोकं घाबरून जातात, अशी परिस्थिती आली. मग न घाबरता आपण जरा लीगल स्टेप घ्यायला पाहिजे मग पुढे.
हं. हो ना. बरोबर, मग मला आणखीन एक प्रश्न आहे, की अ, असं होतं ना, की आपण घर घ्यायचं किंवा भाड्यावर राहायचं, याचा निर्णय घेताना आपण एकटंच हा निर्णय घेतो असं नाही होतं. ह्याच्यात आपण आपल्या कुटुंबाचे विचार घेतो किंवा आपली जे काही सांस्कृतिक रिक्वायरमेंट्स जे आहेत, त्याचं पण घेतो. मुलं किती आहे, कसं राहणार, कुठे राहणार, शाळा, मग आपले सासू-सासरे असतात, भरपूर काही गोष्टींचा विचार केल्यानंतरच आपण हा निर्णय घेतो ना. मग या सगळ्या निर्णयांचा काय प्रभाव होतो आपल्या अ, डिसिजनवर, आपल्या निर्णयावर, तर ह्याचे तुम्ही काय, म्हणजे असे रिअल लाईफ उदाहरण देऊ शकता का?
हम्म. हं. नाही. हं. हं. बरोबर, हं. हं. बरोबर. हो, हो, हो, नक्कीच. बघा, घर घेणं म्हणजे त्या घरात आपण एकटे राहणार नाही आहेत, बरोबर, त्याच्यामध्ये आपलं पूर्ण परिवार राहणार आहे. तर त्याच्यामुळे आपण पूर्ण परिवाराला बसून, विचारून आणि विचारपूस करून आपण घर घेतलं पाहिजे, कारण की मग काय होतं, नंतर मग सगळी जबाबदारी आपल्यावरती येते, की आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं आणि मग तुम्ही तरी घेतलं, असं-तसं. आणि काही अजून चुकीचं झालं, तर तेव्हा आपल्याला अडचण येते, म्हणून प्रत्येक व्यक्तीला विचारायचं, की काय त्यांचं म्हणणं आहे, कसं नियोजन आणि मग त्यांच्याकडनं ही कमिटमेंट घ्यायची, की जर समजा आपण घर घेतलं, तर मग कुठल्या ना कुठे, कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला कमतरता आणावी लागते, तर मग ते लोकं ती गोष्ट करण्यासाठी रेडी आहेत का?
हो ना. हो. हं. हो ना. हं. बरोबर.
जर ते नसतील, तर मग आपण तेव्हा तो प्लॅन ड्रॉप करायला हवा आणि भाड्याच्या घर घरात राहायला हवं.
अच्छा, ठीक आहे. खूपच छान माहिती दिली तुम्ही आज आणि अतिशय उपयोगी आहे ही माहिती सगळ्यांसाठीच, असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या माहितीसाठी ना, तुमचा मनःपूर्वक आभार आणि खूप धन्यवाद.
हं. धन्यवाद.